जो काही बिझनेस वर्ग असेल ना, तर नक्कीच त्या सगळ्या बिझनेस वर्गाला जवळपास 90% लोकांना मराठी समजते.
हां. बरोबर.
का बरं समजते? कारण त्यांना त्यांचा व्यापार इथे करायच आहे. त्यामुळे इथली जी भाषा आहे, नेटिव्ह लँग्वेज आहे ते येणं कुठेतरी गरजेचं वाटतं ना?
व्यापार करायचा आहे. बरोबर, बरोबर. हां. हो.
तर जेव्हा बाहेर देशातली किंवा बाहेर राज्यातली लोकं जेव्हा आपल्या म्हणजे भाषेचा भाषा शिकतात, बोलतात, इव्हन त्यांना बोलता जरी, तुटपुंजी जरी येत असली तर, तर ते पूर्णपणे समजू शकतात. जेव्हा ते बाहेरची लोकं समजू शकतात तर आपण का नाही, नाही का? आपली तर मातृभाषा आहे.
हो. हो. हो, बरोबर बोलले तुम्ही.
प्रयत्न म्हणजे जो आपल्या कमीत-कमी आपण घरून तरी प्रयत्न करायला हवा ना, जे की आपले मुलं आपल्या मुलांना कशी आपली भाषा शिकवता येईल, ते कसे बोलू शकतील किंवा समजू शकतील. लिहितासुद्धा यायला हवी.
बरोबर. आणि तसं पाहिलं तर लिहिता सुद्धा यायलाच पाहिजे. आता लहान मुलांना असं वाटते, की मराठीमध्ये लि लिहायला गेलं, की त्याच्यावरती एक लाईन पण फाळावी लागते. हे त्यांची एक वेगळी आहे की नाही? हां, अ, उ हां, उकार द्यावं लागते, वेलांटी द्यावी लागते. ही एक मेहनतच वाटते त्यांना, नाही का? हां.
<giggles> नक्कीच. हे झालं. बरोबर. ती एक मेहनत झाली. लहान मुलांच <chuckles> नक्कीच. आता बघा ना, लहान मुलांचंच कशाला? आता बघा ना, आपलं. आता माझंही गोष्ट सांगते. मी इंग्लिश मराठी मीडियममधून शिकलेली. पण पुढचं जे शिक्षण होतं ते इंग्लिशमधून झालेलं. तर जी सवय होती मराठी लिहिण्याची, ती कुठेतरी मागे पडली. म्हणजे इंग्लिशचे शब्द जितक्या स्पीडीली लिहता येते, त्याचं मराठीमध्ये कुठला एखादा शब्द येतो तिथे थोडं म्हणजे कन्फ्युजन झाल्यासारखं होतं. तर आता जसं मी बोलत आहे, आपल्याला यायला पाहिजे. तर मला तरी कुठे ना कुठे तो सराव म्हणा किंवा ते आपण जे काही शिकलो, त्याचा जर का अभिमान बाळगायचा असेल, तर नक्कीच ही जी माझी कंडिशन आहे ती दूर व्हायला हवी ना. मी त्यावर वर्क करायला पाहिजे.
हां. इंग्लिश मध्ये झालेलं, बरोबर. <chuckles> हां. हां. हां, बरोबर. हो.